आपण स्पेशल वगैरे काहीतरी सेलिब्रेट करायचं असेल तर स्पेशल काहीतरी बनवतोच, बनवतो. पण सणांमधलं असं काहीतरी स्पेशालिटी एक वेगळीच असते की नाही? असं काय, कुठल्या सणाला काय बनवता तुम्ही असं काय आहे का तुमचं?
नक्कीच, बरोबर. हो, आता मी आपल्या मराठी वर्षाच्या पहिल्या सणापासूनच सुरुवात करते गुढी पाडवा, नाही का? तर गुढी पाडव्याला आमच्याकडे ना अ, गोड पदार्थ म्हणून पुरणपोळी बनवली जाते. सोबतच म्हणजे आता ग्रामीण भागाकडे कशी पद्धत आहे ना आमच्या भागामध्ये, अ, गुढी गुढीपाडव्याला घुगरी म्हणून प्रकार असतो ते बनवल्या जाते. घुगरी म्हणजे काय? की आपल्या शेतातलं असं कडधान्य निघते ना गुढीपाडव्याच्या ह्याच्यात नाही का जसं की तूर असो, चना, गहू, ज्वारी या अ, जे काही 5 ते 6 प्रकारचं कडधान्य असते ना ते एकत्र शिजवून आणि त्यामध्ये थोडंसं मग साखर, किंवा गूळ अ, परत पुन्हा म्हणजे चवीनुसार कोणी आंब्याची चटणी कोणी अ, तिळाची चटणी आणि अ, जवसाचं तेल हां वरून, जवस तेल आणि त्यामध्ये मिरची आणि अ, मीठ असं ते कॉम्बिनेशन असतं आणि ते शेतात जाऊन खाल्लं जातं. तर हे झालं गुढीपाडव्याची सुरुवात आता त्यानंतर होळीला पण आमच्याकडे पुरणपोळीच बनवली जाते आणि अ, परत पोळा वगैरे पाऊस जेव्हा जास्त असतो नाही का
अरे वाह! अच्छा. हां, हां. अरे वाह! अच्छा. हां, हां.
तर पावसामध्ये ना, मेथीच्या पोळ्या केल्या जातात. म्हणजे एकूण हं म्हणजे जे कडधान्य स्वरूपात मेथी असते त्याच्या. बारीक करून वगैरे त्याला नाही का, कणीक मग ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून. असं म्हटलं जातं, की पावसाळ्यामध्ये कसं आपल्याला अ, श वातावरणात वात असतो ना. तर त्या वातामुळे आपल्याला शरीरात गोळे येणं किंवा पाय दुखणं हे जे प्रकार असते, ते त्या मेथीच्या सेवनामुळे कमी होतात. म्हणून आमच्याकडे हं, अ, मेथीच्या पोळ्या बनवल्या जातात. तर परत पुन्हा आता ज्वारी आता म्हणा हे, अ, काय म्हणतात तीळ संक्रांत. तीळ संक्रांतीला गुळाच्या पोळ्या किंवा मग तिळगूळ किंवा तिळाचे लाडू या प्रकारचे आमच्याकडे असे विशिष्ट ऋतू
मेथीच्या पोळ्या? हो, हो. हां. हं. चांगलं आहे. हं. <chuckles> तिळाचे लाडू तर मस्तच आपण खातो सगळे, म्हणजे लहान मुलं पण एन्जॉय करतात एकदम.
हो ना. किती आवडीने खातात सगळे जणं. तर हे जे पदार्थ आहे ते त्या-त्या सणाला बनवण्याची आमच्याकडे परंपरा आहे.
अच्छा. मग आपण ते असं अ, काय असेल ते "तीळगुळ घ्या गोड गोड बोला," का बोलत असावे? म्हणजे तिळाचं आणि गुळाचं
<chuckles> <chuckles> नक्कीच. आता ते सायंटिफिकली विचार करायला गेलं तर ते आपल्या तब्येतीसाठी खूप छान असते नाही का. आता जानेवारी म महिना म्हटलं तर थंडी कडाक्याची थंडी असते म्हणावं लागेल. तर अशाच थ कडाक्याच्या थंडीमध्ये आपण, तीळ आणि गुडी. तूळ आणि 2न्ही कसे उष्ण पदार्थ आहे ना. तर ते खाल्ल्यामुळे किंवा सेवन केल्यामुळे कुठे ना कुठे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते नाही का. तर हे झालं आता सायंटिफिक कारण आणि आता तिळगूळ आता गूळ कसा गोड असतो नाही का. म्हणजे गुळामध्ये गोडवा असते तर अ, आपण एकमेकांना तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ दिला की आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण व्हावा, असा कुठे ना कुठे उद्देश्य असेल. म्हणून आपण कदाचित म्हणत असू की, "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला."
हां. अच्छा. बरोबर, बरोबर. हं, हं. नक्कीच, नक्कीच. किती मस्त सांगितलं तुम्ही याबद्दल. अजून कुठले, कुठले सण आहेत, ज्या ज्यामध्ये एखाद्या स्पेशल अ, अ, गोष्टी बनतात असं तुमच्याकडे?
<chuckles> हो, अ, आमच्याकडे पोळा असतो ना तर आमच्याकडे एक परंपरा आहे हां. मला सांगायला खूप आवडेल. जसं का पोळ्याला काय असते स्त्रिया वर्ग ज्या असतात ना म्हणजे अशा स्त्रिया ज्यांना मुलं आहेत. तर या स्त्रियांच्या जेवणामध्ये पोळ्याच्या दिवशी गव्हाच्या पिठाचा कुठलाच प्रकार म्हणजे कुठलाही पदार्थ त्यांच्या शरीरात किंवा म्हणजे तोंडावाटे खाल्ला जात नाही.
काय बोलता असं पण असतं?
हं, हो. अ, आता मला त्यामागचं कारण तर नाही माहीत पण आम्ही पिढ्यानपिढ्या समजा आमच्या भागामध्ये ही पद्धत म्हणजे पाळली जाते आणि जेवण जे आहे ना ते ताटामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या डिशमध्ये न करता एका झाडाचं नाव आहे कुळा, त्या कुळाच्या पानावरती जेवण केल्या जातं.
अच्छा! मस्त आहे हे. वेगळच आहे, अच्छा.
हं. हो आणि अ, या सणाला ना ते एक भाजी बनवली जाते म्हणजे सगळं मिश्र भाजी ज्याला म्हणू आणि त्यामध्ये आता जसं मी सांगितलं गव्हाचं पीठ न वापरता मग ते अ, ज्वारीचं जे असते ना ज्वारीला थोडं म्हणजे असं जाडसर दळून, ती भाजी किंवा ती वडी बनवली जाते हा एक प्रकार आहे आमच्याकडे आवर्जून बनतो पोळ्याच्या सणाला.
हं, मस्त, मस्त.
परत हां आणि गणपतीला ना, उकडीचे मोदक.
अरे वाह!
तर त्या
पण गणपतीला मोदक तर खूप आवडतात ना म्हणजे अ, आपण मोदक मोदक का बनवतो? असं काही अ, कारण आहे का त्याच्या पाठी गणपतीला?
नक्कीच. हं, हं. नक्कीच आपल्याला अट असं माहिती आहे ना जसं आपण कथांमध्ये ऐकलं आहे, की गणपतीचा आवडता पदार्थ मोदक. तर कुठे ना कुठे असा समज असेल आपल्या समाजाचा, की जर का गणपतीला आपण त्याच्या आवडीचा मोदक खायला दिला. तर तो नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल, आपल्यावर कृपा करेल आणि आपली जी दुःख आहे ती सगळी हरेल. कुठे असा काहीसा आपल्या मनात भाव ठेवून आपण तो गणपतीसाठी म्हणून जो प्रसाद करतो, तो गणपतीला आपण अर्पण करतो आणि आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा, नाही का?
हं, हं. हो. हो, नक्कीच, नक्कीच आपण मला तरी आठवतंय, की प्रत्य आपण एका ह्याला पण गणपती संकष्टीला वगैरे पण अ, गणपती बाप्पाला जमेल तसं आपण मोदक वगैरे करतो. नक्की आणि दिवाळीमध्ये तर मज्जाच और असते आपले एवढे-एवढे खाऊ असतात, एवढा दिवाळीचा पद फराळ असतो, वेगवेगळ्या गोष्टी याबद्दल काय? तुमच्याकडे काय-काय बनतं?
मोदक करतो. अगदी बरोबर. हम्म. <chuckles> दिवा नक्कीच दिवाळी म्हटलं तर काही प्रश्नच नाही. म्हणजे कसं, असं वाटतं ना, दिवाळी म्हणजे जसं दिव्याचा सण म्हणतो. तसंच दिवाळी म्हणजे खाण्याचा सण म्हणावा लागेल. <chuckles> जसं की बघा चिवडा, चकली, अनरसा, लड्डू, करंजा म्हणजे जितकं आपल्याच्याने चिवडा, चकली, अनरसा आणि लड्डू हे मला वाटतं सगळ्यांच्या घरी कॉमत अ, कॉमन असतं, नाही का?
हो. <laughs> नक्कीच हो, हो, हो.
आणि त्यातल्या त्यात मग अ, आपल्याला शक्य असेल तेवढे आणि तेवढ्या म्हणजे जेवढा वेळ असेल त्याप्रमाणे आपण ते वेगवेगळ्या प्रकारचे लड्डू बनवत असतो. म्हणजे कोणी मोतीचूर करत असेल, कोणी बेसनचं किंवा कोणी आणखी काही, नाही का.
नक्कीच नक्कीच.
तर अ हं.
अ, आणि किती वेळा असं पण होतं ना की म्हणजे आता अ, आपण जे अ, पदार्थ करतो फराळाचे वगैरे पण हल्ली मुलांना चॉकलेट वगैरे पण आवडतं तर अ, कधी-कधी त्याच्यामध्ये पण अ, काहीतरी अ म्हणजे त्या त्याचा थोडासा हे देऊन पण करतात ना काही-काही फराळ?
हं, हं, हं. हो, हो, नक्कीच. म्हणजे मुलांना मुलांच्या दृष्टीने आपण थोडाफार विचार करतो आणि आपण जे पदार्थ खात आहोत ते म्हणजे कधी-कधी होते ना, मुलांना बोरिंग होऊन जातं. तर कुठे ना कुठे त्या आपल्याला असं वाटतं की आपण जे पदार्थ खात आहोत ते आपल्या मुलांनीपण खाल्ले पाहिजे म्हणून मग आपण कुठेतरी त्या पदार्थांचं फ्युजन करून म्हणूया मुलांना खायला घालतो.
हं, हं, हं. आणि असं कधी होतं का, की आपण जे लाडू वगैरे एकदम गोड-गोड बनतात. तर कुठले अ अ, त्याच्यापेक्षा असं काहीतरी हेल्दी अ, लाडू वगैरे बनवता येतात का किंवा असे कुठलेही पदार्थ जे गोड गोडच्या ऐवजी थोडंसं असं काहीतरी हेल्दी?
हो, हो. हं. आता गोड-गोड म्हटलं ना तर आम्ही आमच्याकडे लड्डूमध्ये ना थोडंसं जायफळ टाकत असते. म्हणजे अ, जायफळाला थोडीशी तिखटसर चव असते नाही का आणि थोडासा स्मेल असतो. तर अ, त्यामध्ये म्हणजे गोड पदार्थामध्ये जरा पुरणपोळी म्हणा किंवा लड्डूमध्ये थोडंसं जायफळ घातलं तर त्याचा जो म्हणजे गोडपणा आहे थोडा कमी वाटायला लागतो. आणि हेल्दीचा विचार केला तर मग मग नक्कीच हिवाळा आणि ड्रायफ्रुट्सचे लड्डू.
हां. हां. <chuckles> म्हणजे अं, हां, असाच खा असाच खायला किती वेळा अ, नाही-नाही करतात पण ते छोटे-छोटे ड्राय फ्रुट्स कट करून वगैरे घातले तर ते छान लागतात ना फराळामध्ये.
<chuckles> तर किती मुलं हं, आवडीने खातात हं. हो, म्हणजे काय होतं, की फराळ पण पोटात जातो आणि त्यासोबत ड्राय फ्रुट्स पण नाहीतर कधी-कधी हल्ली मुलं काय करतात ना आपण इतक्या आवडीने त्यांच्यासाठी सगळा मेवा आणतो पण ते खायला नकार देतात मग आपलं कुठे-कुठे हिरमूस होते नाही का. मग अशा प्रकारचं थोडंसं आपण फ्युजन ट्राय केलं तर नक्कीच मुलं कशी आवडीने खातात.
हो, हो. अं, नक्कीच, नक्कीच आणि हल्ली एवढा मट फराळ वगैरे बनवणं थोडंसं मुश्कील जातं, स्पेशली जे कामावर वगैरे असतात. अ, म्हणजे त्यांना घरात तेवढा वेळ अ, रोजचंच जेवण वगैरे बनवायला अवघड होतं मग असं काहीतरी स्पेशल असेल तर ते बाहेरून वगैरे आणतात अ, पॅक कसे मिळतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हो, हो. बरोबर, नक्कीच. म्हणजे आता समजा अ, आपल्या घरातल्या स्त्रिया नोकरीवर असेल तर नक्कीच म्हणजे त्यांच्याकडे टाईम कसा असणार ना इतकं सगळं बनवायला आणि वेळ किती जातो हे सगळं बनवताना. तर अशा वेळेला आपल्याकडे आजकाल ना घरगुती पदार्थ खूप छान मिळतात. म्हणजे ते जेवण असो की फराळ्याचं असो आता समजा दिवाळीमध्ये बघा अशा कितीतरी बायका म्हणजे बिझनेस करतात म्हणजे घरून आपल्याला सगळं फराळाचं उपलब्ध करून देतात म्हणजे आपण त्यांच्याकडून घेतलं तर नक्कीच घरच्यासारखी पण चव असते आणि कसं त्यांचा पण बिझनेस म्हणजे त्यांचा पण कुठेतरी आपण संसाराला हातभार लावत असतो नाही का? म्हणजे एकमेकांना मदतीची भावना म्हणा आणि आपलं पण काम होऊन जातं.
अच्छा. हां, हां. नक्कीच, नक्कीच. म्हणजे अ, हो. नक्कीच, नक्कीच आणि अजून कुठलेही आरोग्य दृष्टीने तुम्हाला महत्वाचे पदार्थ वाटतात जे तुम्ही बनवता?
तर आरोग्याच्या दृष्टीने सांगायचं झालं तर म्हणजे अ, पदार्थ म्हणूनच नाही पण असं रोजच्या जेवणात सुद्धा आपण नाही का पा म्हणजे पालेभाज्या म्हणा आता हिवाळ्यात बघा कशा ताज्या-ताज्या सगळीकडे पालेभाज्या उपलब्ध होतात मुबलक प्रमाणात. गाजर निघतात तर गाजराचा हलवा किंवा मग अशी काही कोशिंबिरी आणि आता सीझननुसार विचार करायचा झाला तर कसं प्रत्येकच सीझनमध्ये काही ना काही असं नवीन निघत असते नाही का. तर त्या-त्या सीझननुसार ते-ते पदार्थ बनवायला खूप आवडीनं आपण बनवतो आणि खातोसुद्धा. आता पावसाळ्यात काय निघते तर ते बघा रानभाज्या वगैरे तुम्ही ऐकलं असेल.
हो, हो. अच्छा!
हं तर त्या रानभाज्या ज्या असतात ना त्या आरोग्याच्या दृष्टीने खूप म्हणजे फायदेमंद असतात. तर त्यांच्या भाज्या करणं किंवा रानातले काही पदार्थ असतात ते करणं एक आमच्याकडे प्रकार आहे ते बांबूचं झाड असते ना तर मला पण नाही ना नेमकं नाव त्याचं माहीत काय म्हणतात त्याला तर त्याची भाजी बनवली जाते किंवा मग मशरूम हं. अ, बहुतेक त्याच्या मुळाचा तो भाग असतो आणि मशरूम तर हे खूप म्हणजे आपल्याला शरीरासाठी खूप फायदेमंद असे पदार्थ आहे. त्याच्यामध्ये आपण व्हरायटी ट्राय करू शकतो वेगवेगळ्या भाज्या म्हणा किंवा त्यापासून काही पदार्थ कधी गोड, कधी आंबट, कधी तिखट नाही का.
बांबूच्या झाडाची पण? हं, हं.
तर अ, असे जे पदार्थ आहेत ते बनवून आपल्या शरीरासाठी नक्कीच म्हणजे फायदेमंद पदार्थ बनवू शकतो.
नक्कीच. खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि अ, अ, त्यात कसं काय अ, आरोग्यदायी आहे. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही मला सांगितल्यात, समजावल्यात त्याबद्दल खरंच अ, खूप अ, खूप खूप धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं.
मला सुद्धा तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आपलेही खूप खूप धन्यवाद.